पहिली नोकरी नेहमीच आठवणींमध्ये खूप खास असते. कारण ती अनुभवांची आणि शिकण्याची पहिली संधी देते. त्या काळातील उत्साह, घबराटपणा आणि नवीन मित्रांसोबतची मजा, आत्ता सुद्धा स्मरणात राहते. तर मला तुम्हाला विचारायचंय, की तुमची पहिली नोकरी कोणती होती आणि तुम्ही काय करत होता?
हं. हं. हं, हं. अ, नक्कीच ना, माझी पहिली नोकरी, ती मला नेहमीच आठवते आणि ती तर अ, विलक्षण होती, ती कधीही विसरणार नाही. मी माझ्या अ, असं होतं ना, की मी बऱ्याच काही ॲक्टिव्हिटी करत होतो माझ्या कॉलेज डेजच्या नंतर आणि माझा बराच काहीतरी अ, एक ब्रेक होता मग. म्हणजे कॉलेज झाल्यावर पण 4-5 वर्षे मी काही जॉब वगैरे केला नव्हता, कारण की मी ब बऱ्याच गोष्टींमध्ये अडकलेलो होतो किंवा करत होतो ॲक्टिव्हिटीज. मग त्यानंतर आहे ना, असं झालं की लॉकडाउन आला आणि मग लॉकडाउनच्या नंतर अ, मला असं झालं की नाही यार, आता खूप वेळ गेला आहे. आपण ज्या जे काम करतोय ते प्रॉपर होत नाहीये, कारण की लॉकडाउनमुळे प्रत्येकाला लॉस झाला. तर मग मी निर्णय घेतला, की चला आता जॉबच करू.
बरं. हां. बरं. हां. अच्छा. मग अ, तुम्ही अ, शोधली कशी मग मिळाली का नोकरी तुम्हाला?
अ, माझी एक अ, मैत्रीण होती. ती तिथे जॉब करत होती आणि अ, ती मला आहे ना, अशी सहज भेटली होती. तर अ, मग तिने मला सांगितलं, की "अरे, इथे जा तू आणि इथे आहे ना, ह्या सेल्सचं काम आहे, इथे जा, इथे सॅलरी छान देतात." मग मी तिला विचारलं, की "किती देतात?" मग ती बोलली, की "50,000 देतात." मग मला असं झालं, की "50,000 सॅलरी देतात, काय बोलतेस?" आणि अ, मग म मी तिला असं विचारलं नाही की तुला किती आहे? तर ती मला बोलली, की "एकदा इंटरव्ह्यू देऊन बघ. काय होतं, काय नाही, ते तुला कळेल."
हां. हां. अच्छा. <chuckles> हां. हां. हं.
मग मला असं झालं, की ठीक आहे, चालेल. मग मी बोललो, की "मी जातो इंटरव्ह्यूला."
हं.
तर अ, मी त्या एचआरला कॉल केला तिने मला इंटरव्ह्यूला बोलावलं आणि मला आजही आठवतं की पौर्णिमाचा दिवस होता तो, अ, मला इतकं स्पष्ट आठवतं ना, की पौर्णिमाचा दिवस होता. आणि माझ्या डोक्यात आहे ना, एकच गोष्ट होती आयुष्यामध्ये कधीही इंटरव्ह्यू दिला नाही, काहीही दिला नाही. आणि अ, मग त्यानंतर अ, ते सेल्सच्या जॉबसाठी मी गेलो होतो. मी एक अ, व्हाईट शर्ट घातलेलं आणि माझी क्रीम कलरची एक पॅन्ट होती ती घातलेली. मस्त फॉर्मल वगैरे घातलं रेडी झालो आणि अ, मी इंटरव्ह्यूला निघालो. तर त्या इंटरव्ह्यूमध्ये का ती नोकरी मला आठवते ना, की पहिला जॉब, जसं मी इंटरव्ह्यूला गेलो, तर माझ्या मनात तर एकच होतं की माझ्या फ्रेंडनी मला सांगितलंय, की इथं ₹50,000 भेटतात.
वाह! हां. अच्छा. हां. हां. हां, तेच डोक्यात तुमच्या फिट होतं.
ते माझ्या डोक्यात. मला असं झालं, की 50,000 बापरे! इतकी मोठी रक्कम डायरेक्ट 50,000!? मी तिथे गेलो आणि मग सर्वात आधी आहे ना एचआर राउंड होता माझा. तो एचआर राउंड झाला.
हां. हां.
त्याच्यानंतर मग एचआर मला बोलली, की "थांब जरा की अ, एक आहे ना आता जे बॉस आहेत ते येत आहेत, ते लंचनंतर येतील मग तू जरा वेळ घे. थांबत असशील तर मग तुझा आजच राउंड होऊन जाणार सेकंड राउंड पण आपण आजच संपवू."
हां. बरं.
मग मी थांबलो. मला असं झालं, की ठीक आहे यार, झालं, झालं, नाही झालं, नाही झालं. बघूया ना आपण तर ट्राय करायला आलोय. मग बॉस आला आणि मी इंटरव्ह्यू द्यायला गेलो.
बरोबर. हां.
त्याने मला काहीतरी प्रश्न विचारले आणि मग मी त्या प्रश्नाची उत्तरं वगैरे दिली. मग मी कॉन्फिडंट होतो. मला असं होतं, की ठीक आहे पहिलाच इंटरव्ह्यू आहे. झालं तर ठीक आहे नाही झालं तर काहीच आहे ना आपण प्रयत्न करू असं होतं. मी खूप कॅज्युअल होतो. मग त्याने मला विचारलं, की "अच्छा ठीक आहे मग सॅलरी किती घेशील?" तर मग एक असतं ना, की सॅलरी किती घेशील? मग मी त्याला बोललो, की "50,000" तर मग तो बोलला, "काय? 50,000? हा तुझा पहिला जॉब आहे ना?" म्हटलं, "हो." "मग 50,000 का तुला पाहिजे?" आणि सेल्समध्ये आहे ना कसं असतं, की अ, कम्युनिकेशन खूप मॅटर करतं आणि माझं तसं कम्युनिकेशन होतं. माझी तशी पर्सनॅलिटी होती. अ, प प्रेझेंटेशन म्हणजे अ, पर्सनॅलिटी छान होती. त्या कारणामध्ये एक हाईट, बॉडी, पर्सनॅलिटी. तर सेल्समध्ये त्या गोष्टी खूप मॅटर करायची आणि तुमचा ॲटिट्यूड कसा आहे? तुमचं कम्युनिकेशन कसं आहे? तेही मॅटर करतं.
नक्कीच. हां, हां, हो. हां. हं. हां. बरं. हां. हां. नक्कीच. हं.
तर मग तो मला बोलला, की "अरे जे फ्रेशर्स येतात ना आम्ही त्यांना 25,000 देतो, काहींना 20,000 देतो, तुला का पन्नास हजार द्यायचे?" मग मी बोललो, की "बघा, माझी मला असं वाटतं, की माझी कॅपॅबिलिटी 50,000ची आहे. तर मी पन्नास हजारच घेणार." मग तो बोलला, की "नाही, 50,000 नाही देणार." तर मग मी पण बोललो, की "ठीक आहे मी ही काम नाही करणार," असं. तर मग तो मला बोलला, की काही निगोशिएशन करशील का? मग मी बोललो, की आणि पहिल्यांदाच इंटरव्ह्यू होता हा माझा पहिलाचं इंटरव्ह्यू. मग मी त्याला बोललो, की अ, "नाही, मी निगोशिएशन" तो बोलला, की "मी तुला आहे ना 40 देतो." मी माझ्या मनामध्ये कुठल्या कुठे एक लड्डू फुटलाचं होता. अरे 40! हे पण भरपूर आहे.
अच्छा. हां. हं. हां. अच्छा! मग काय हां, हां. अच्छा. हां. वाह! हां, म्हणजे कंन्व्हिंसिंग पॉवर होती आणि त्यांनी ती जज केली आणि तुम्हाला ऑफर केले थोडक्यात त्यांनी ते <chuckles> आणि तुमच्या कॉलिटीज पण बघितल्या असतील ना त्यांनी? हो.
हां. हां, बट हां, तर मग तो बघत होता हा डिबेट करतोय माझ्यासोबत, हा घेत नाही आहे. मी बोललो, की "नाही." अ, मग तो बोलला, की "ठीक आहे तू जा बाहेर आणि वेट कर." मग ते एचआरला मी भेटतो आणि मग ती मला बोलली, "अरे 40,000 देतायत कर ना." म्हणलं, "मी नाही करेल. मला पन्नास हजारच पाहिजे. देताय तर मग ठीक आहे, नाही तर ठीक आहे ना असं." बोलते, "इतकं कसं रे तू अडियल आहे?" ही एचआर मला बोलत होती. मी बोललो, की "अडियल काय त्याच्यामध्ये? मला असं वाटतं, की माझी मार्केट व्हॅल्यू 15,000ची आहे सध्या तर मी ते डिमांड करतो."
हां. हां. हां. हां. हां. बरोबर. हां, बरोबर. मग तुम्हाला अ, पहिल्या नोकरीत असं म्हणजे काही असं आव्हानात्मक अशी गोष्ट कोणती वाटली नेमकी, म्हणजे ते तुमचं सिलेक्शन झाल्यावर मग?
मग ती तरी मला बोलत होती, की हं, हं. त्यांनी मला ती सॅलरी दिली आणि ते पहिली नोकरी काय आठवतंय मला, की ते 50,000च्या सॅलरीवर डन झालं. अ, मी सेल्समध्ये आहे ना, तिथे सेल्सचा जॉब असल्यामुळे कम्युनिकेशन्स चांगलं असल्यामुळे मी चांगलं ग्रो वगैरे केलं आणि मग त्यानंतर आहे ना, आज मी त्याच जॉबमध्ये आहे. अ, म्हणजे काही लोकांना त्या जॉबमध्ये 8-8, 9-9 वर्ष लागतात एक अ, एक अ, त्या लेव्हलचं डेझिग्नेशन घ्यायला. आज मी लीड करतोय कंपनी. आणि मग त्यानंतर आज ते पहिलं काम जे होतं, आज त्याच अ, कंपनीमध्ये सुमारे 4 वर्षापासून मी काम करतो तर मग ते पहिलंच इंटरव्ह्यू, पहिलंच जॉब आणि आजही मी तिथे आहे आणि तसा हा एक्सपिरियन्स आहे माझा.
हां. हां. हां. अच्छा. अच्छा. बरं. मग त्याच्यामध्ये असं चॅलेंजिंग काय वाटलं तुम्हाला त्या जॉबमध्ये?
अ, बघा चॅलेंजिंग हेच होतं ना, की सेल्स असं असतं, की कम्युनिकेशन करून तुम्हाला क्लायंटला कन्विन्स करायचं आहे. तर स्टार्टिंग-स्टार्टिंगला ते खूप अ, अ, हे होतं, हेक्टिक होतं, की कसं करणार. मग त्यानंतर मग मी जरा मार्केटची स्टडी वगैरे केली, की काय लागतं, काही नाही. स्ट्रॅटेजीज बनवल्या, लोकांकडून गाईडन्स घेतलं माझ्या सीनियर्सकडून आणि मग त्यानंतर मला ईझी होतं, तर मग मी गो थ्रू केलं.
बरोबर. हां. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमचे अ, टार्गेट्स वगैरे कंप्लीट करू शकत होता त्यावेळी, थोडक्यात. अच्छा. मग तुमचा 1ला बॉस किंवा सहकाऱ्यांबद्दल असं काय मत होतं त्यावेळी, कसे होते नेमके ते?
एक्झॅक्ट. हं. अ, तोच जो होता ना ज्याच्याशी मी डिबेट केलेलं अ, मी त्याचा एक फेव्हरेट अ, एम्प्लॉयी असं होतो असं म्हणू शकता. आणि त्याच्या आणि माझं खूप नातं घट्ट झालेलं. कसं असतं ना कुठल्याही अ, ऑर्गनायझेशनला सेल्स खूप मॅटर करत आणि माझ्या साइडने त्याला एक चांगला सेल्स जनरेट होत होता. तर मग तो नेहमी मला एक मुलासारखं गाईड करायचा. त्यानेच माझे डेझिग्नेशन वाढवले, माझी सॅलरी वाढवली आणि मग त्याचं आणि माझं नातं इतकं घट्ट झालेलं. की आजही आमचं नातं घट्टच आहे. त्याचं काहीही असलं तर. म्हणजे आज असं आहे की इंटरव्ह्यूज जेव्हा असतात ना तर अ, ते लोकं नवीन जेव्हा फ्रेशर्स देतात ते लोकं एक्झाम्पल देतात की "हा एक व्यक्ती आलेला. आज हा किती-किती कमी वय वर्षामध्ये पुढे निघून गेला आहे. तर तुम्हीही करू शकतात." तर मी ॲज ॲन एक्झाम्पल सेट झालो. तर ही माझ्यासाठी मोठी
अच्छा. अच्छा. हो. हां हां. हां. हां. बरोबर, नक्कीच. तर मग अ, तुम्ही त्या अनुभवातून नेमकं काय शिकलात आणि आता काय बदललंय?
अ, बघा, असं आता रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तेव्हा मी एक साधारण एक अ, साधारण एम्प्लॉई होतो, जे माझं काम करून मी माझ्या बॉसला रिपोर्ट करत होतो. अ, बदल तर खूप झाला आहे माझा ॲटिट्यूड, माझं बोलण्याची पद्धत, जिथे मी खूप आहे ना एक ब्लंट वेमध्ये बोलायचो, डायरेक्ट बोलायचो. आता नम्रता घेतलंय, आता पेशन्स आहे, आता ऐकून घेतो, कारण की आज मी लीड करतोय. आज माझी टीम आहे मला रिपोर्ट करते.
अच्छा. ओके. अच्छा! हां, हां. म्हणजे त्या काळात तुम्ही अँग्री यंग मॅन होता आणि आता तसे नाही आहात थोडक्यात.
हं. आता
हां, बरोबर. मग तुम्ही काय शिकलात नेमकं मग त्यातून?
मी हेच शिकलो, की बघा काय आहे ना की अ, लाईफमध्ये जो माझा बदल घडला आहे, तो पहिली नोकरीमधून ते आठवतं मला की अ, ती पहिली नोकरी आजही अ, मी माझी आहे, की अ, संयम ठेवला मी आणि मी आहे ना हेल्प घेतली लोकांची. अ, जिथे-जिथे चुकत होतो, तिथं-तिथं मी विचारत होतो. मी कुठेही लाजिरवाणा प्रकार नाही केला, की अरे बाबा हे कुठे कुठे माझ्यावरही असं आलं आहे की मलाही ओरडण्यात आलं आहे. बॉसचे फ्रस्ट्रेशन माझ्यावर निघालं आहे. पण मी ह्या सगळ्या चॅलेंजला फेस केलं आणि फेस करून आज कुठेतरी एक सक्सेसफुल लेव्हलवर आहे.
हां. हां, कसं विचारू? हां. हां, बरोबर, नक्कीचं. मग अ, त्यानंतर आता काय बदललं आहे, तुमच्यात नेमकं मग?
माझ्यामध्ये आहे ना एक अ, एक अ, थोडंसं नम्रता आली आहे. माझ्यामध्ये एक व्हिजन चेंज झालं आहे. आज अ, मला एखाद्याशी आज मी माझ्या टीममेट्स सोबत खूप सपोर्टिव्ह आहे. आज जसं म माल माझे प्रॉब्लेम माझे बॉस सॉल्व्ह करायचे, आज मी त्यांचे सॉल्व्ह करतो आहे. आज कसं असतं ना? की आज असं असतं की एक कुटुंब सारखं मी त्यांचं आहे ना अ, मी कर्ता आहे त्यांचा आणि मी त्यांची काळजी घेतो आहे. असंच नाही फक्त त्यांच्या प प्रोफेशनल लाईफमध्ये. पण पर्सनल लाईफमध्ये ही जर त्यांना हेल्प लागली तर आय एम अवेलेबल. आणि मी त्यांना सांत्वना देतो. काही हेल्प असेल तर ते करतो. तर माझ्यामध्ये आहे ना? जसा मी होतो आज तसा नाही आहे. आज खूप म आज एक रिस्पॉन्सिबल पर्सन झालो आहे आणि खूप काही गोष्टी बदलल्या आहे.
हां. वाह! बरं. अच्छा. अच्छा. हां. मग काही फ्युचरमध्ये अ, नोकरी व्यतिरिक्त काही वेगळे काही करण्याचा प्लॅन आहे का तुमचा?
अ, नाही. नोकरी शिफ्ट करायचा प्लॅन तर नाही आहे. पण माझं नोकरी अ, रिलेटेड हा प्लॅन आहे. की मी स्वतःचा बिझनेस स्टार्ट करेल. आता ह्या फील्डमध्ये मी आहे ना, जेवढं माझं नॉलेज होऊ शकतं, कसं आहे ना? की मला असं वाटतं की खूप काही शिकण्यासारखं आहे. घाई करणार नाही. आधी ते सगळं शिकून घेणार. मग त्यानंतर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करेल आणि मग त्यामध्ये फ्युचर करेल.
बरं. हां. अच्छा. म्हणजे तुम्ही साधारण कुठला बिझनेस बघता म्हणजे साधारण की कसं अस?
हाच बिझनेस. सेल्स पार्टमध्येच मी जाणार सेल्स एंड मॅनेजमेंटमध्ये. कारण की आता ज्याच्यामध्ये मी चांगला आहे, नवीन गोष्ट घेतली तर परत मग ते झीरोपासून स्टार्ट करावी लागेल. तिथं ऑलरेडी मला एक काही वर्षांचं नॉलेज आलं आहे आणि मग त्यानंतर आता त्याच फील्डला मी कंटिन्यू करेल. हं.
अच्छा. हो, हो, हो. हं. हां, म्हणजे प्रॉडक्ट नॉलेज म्हणा किंवा काही स्पेसिफिकेशन म्हणजे त्यात तुमच्या एक्सपर्टाइज आल्यात थोडक्यात. तर बरोबर. मग अ, आजचे जे तरुण आहेत ना, त्यांना जर समजा काही नव्याने जर नोकरी करायची असेल, तर अ, त्यासाठी तुम्ही काय त्यांना सल्ले द्याल?
हं, हं. येस. येस, ये हं, हं. बघा, माझा सल्ला तर असाच असेल ना, की अ, ज्या मी माझ्या वर्क लाईफमध्ये माझी वर्क लाईफ मी एन्जॉय केलेली आणि मी त्याला एन्जॉय केलं होतं, म्हणून मी सक्सेसच्या याच्यामध्ये गेलो. काही लोकं आहे ना त्याला आहे ना एन्जॉय करत नाहीत. फ्रस्ट्रेट होऊन जातात आणि जर ते काम तुम्हाला फ्रस्ट्रेटिंग वाटतंय तर मग ते सोडून द्या, मी असा सल्ला देणार. जिथं पगार कमी असेल, बट जर तुम्ही त्या कामाला मन लावून करत आहेत, तुम्ही खुश आहे तर मग ते काम करा अन् नक्कीच स्लोली, स्लोली तुम्ही ग्रो करणार असं नाहीये आणि जर तुम्ही अक
हां. हं. बरं. हं. एकदम कोणाला भेटणार नाही, बरोबर. हां.
हां. बट जर तुम्ही फ्रस्ट्रेट आहे आणि दबाव आहे, पैसे चांगले येतायत मग तुमचा मेंटल हेल्थ कुठेतरी फिजिकल आणि मेंटल हेल्थ कुठेतरी वाया जाते आहे. तुमची पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफमध्ये काहीही डिफरन्स राहिला नाहीये. तर मग तो जॉब नाही केलेलाच बरं, असं मी सांगतो.
हो. नक्कीच. मग अ, कामातल्या नेमक्या कोणत्या चुका किंवा अडचणी तुम्हाला आजही लक्षात आहेत आणि त्या त्यावर तुम्ही कसं वर्क करताय आता मग?
हं. बघा, काम काम करताना चुका नेहमी होतात आणि त्या आज मी जर आज लीड जरी करतोय, तर त्या चुका करतोच आहे. तर कसं असतं, कधी माझा ज्युनियर मला त्या चुका करेक्ट करून देतो, कधी माझा सीनियर आणि कधी-कधी मलाही त्या कळतात असं होतं. तर मग आहे ना चुका आपल्या होतात. मला असं वाटतं त्या चुका एक्सेप्ट केल्या पाहिजेत आणि जर चुकी झाली आहे, तर आपले जे सीनियर्स किंवा आजूबाजूचे व्यक्ती असतील त्यांना विचारून, कारण की ते जर आपल्या वरती लेव्हलवर आहेत, तर त्यांनी त्या चुकातूनच ते पुढे गेले असतील. त्यांच्याही त्या चुका झाल्याच असतील. मग त्या आपण त्यांच्याकडून सुधारून घेतल्या पाहिजेत असं मी सांग
हं. अच्छा. नक्कीच, तर अ, खूप सुंदर स रीत्या वर्णन केलं तुम्ही तुमची पहिली नोकरी नेमकी कशी होती आणि किती गॅपनी लॉकडाउनच्या गॅपनी तुम्हाला ती पहिली नोकरी मिळाली आणि तुम्ही एक्सेप्ट केली आणि त्यातले चॅलेंजेस म्हणा, स्किल किंवा प्रॉडक्ट नॉलेज पण तुम्ही एकदम छानरीत्या शिकलात आणि ते इम्प्लिमेंट केलं आणि त्यानुसार तुमचे प्रमोशन वगैरे सुद्धा झाले आणि अशा बऱ्याच अविस्मरणीय गोष्टी तुम्ही त्यातून सांगितल्या की कसं स्ट्रगल केलं पाहिजे, म्हणजे कसा तुम्ही नोकरीला म्हणजे करता त्याला न्याय दिला पाहिजे आणि एन्जॉय केल्या पाहिजेत गोष्टी, म्हणजे ते एक बर्डन आहे असं मानता कामा नये. तर ते खूप सुंदररीत्या पर्सनल उदाहरणासह तुम्ही छान पटवून दिलंत, तर तुमच्या या वेळेबद्दल खूप धन्यवाद आणि मनापासून आभार.
हं, हं. हं, हं. बरोबर. हं. अ, तुमचेही धन्यवाद आणि खूप-खूप